माझ्या हॉलमध्ये 2 सोफे आहेत ना, तर जो सोफा कम बेड नाहीये, त्याला आम्ही बाल्कनीमध्ये ठेवतो फक्त तिथं. एवढी जागा आहे बाल्कनीमध्ये ठेवायचं त्याला, त्याच्यावरती तुम्ही एक साइड टेबल असतो, अ, ज्याला सेंटर टेबल वगैरे असतो ना त्याला आपण तिथे शिफ्ट करून द्यायचं, मग आतमधल्या रूममध्ये करायचं. आणि ते अ, जो सोफा कम बेड आहे, त्याला कॉर्नरमध्ये ठेवायचं आणि ती वॉलवर जिथे आपण अ, असा अ, डायनिंग टेबलवाला सेक्शन बनवून ठेवलेला आहे ना, त्याला आपण तिथे अ, सजवायचं. गणेश उत्सव झालं, आपल्या गुढीपाडवाचं काहीतरी असतं ना की आता गुढीला दुपारी बांधायचं मग आतमध्ये घरी आणायचं, तर मग आपण तिथे. नाहीतर मग देवस्थान आहे, तर देवस्थान पण एवढं असं वॉल बनवून ठेवली आहे देवाची पण. ते मस्तपैकी मी देवघर लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आत मतलब देव आहे, देवची मुरत्या आहे, फोटो आहे. तर मग तिथे पण जागा आहे भरपूर आणि मग कसं असतं ना, की जेव्हा हे करतो ना मी तर अ, आपल्याला थोडीफार अ, शिफ्ट करायलाच पडतं, का की आपल्याकडे लोकांचं येणं-जाणं असतं आणि माझ्या बिल्डिंगमध्ये कसं की अ, 3च लोक आहेत ज्यांच्याकडे गणपती बसतो. ताकी आम्ही थोडंसं कंपनीच्या जवळ राहायचो ना तर तिथे असं होतं.
ओके. बरं. हां. अच्छा. हो. बरोबर. <hiccups> हां. अच्छा. बरं. हो. बरं. हां. हो. वेगळ्या-वेगळ्या ठिकाणावरून लोक येतात.
तर ते हां वेगळ्या-वेगळ्या ठिकाणीच्या हिशोबाने लोकं राहतात. ते त्या हिशोबाने त्यांचं होतं.
बरोबर. त्यांचे सण पण वेगळे असतीलच.
हां.
आणि मग अ, तरी म्हणजे बघा अ, दिवाळीच्या वेळेस सुद्धा आपल्याला बऱ्याच अ, जागेची अ, गरज भासते. तर मग साधारण दिवाळीच्या वेळेस कसं करता तुम्ही? तर मला गणेश उत्सव आणि गुढी पाडवायचं वगैरे सांगितलं. पण
दिवाळीच्या टाईमवर कसं असतं ना, की अ, जेवढी सिटिंग आहे ना तुमची, तेवढी तुम्हाला थोडीफार बा वाढवायला लागते. तर एखाद 2 फोल्डिंग चेअर आणून ठेवलेली आहे मी, नाहीतर मग पफी पण असतात माझ्या रूममध्ये, की कधी अ, पफी म्हणजे मी त्या ड्रेसिंग टूबल अ, टेबलचा तिथे पफी बनवून ठेवलेला आहे की माझी बायको आली स्वप्न बघतो ना, मुलं खूप स्वप्न बघतात. तर माझी बायको आली, तिला त्रास नाही व्हायला पाहिजे. तर ड्रेसिंग टेबलच्या खाली पफी असते, तर पफी काढून बाहेर आणतो.
हो. अच्छा. हो. हो, खरं आहे. हां.
दोन तीन सेटिंग वाढवली ना की पुरे असतं आणि अ, दिवाळीचा सणच्या टाईमला ना असं जास्त लोकं नाही येत. मित्रच येतात. जो कंपनीमधनं घरी नाही जात ना, ते येतात. नेमकं कधी-कधी का की स्वतः पण असं असतं ना की मी पण अ, दिवाळीच्या टाईमवर घरीच जातो. पण कधी एखाद दिवाळीला नाही गेलो, तर मग पूर्ण प पैकी छानशी तैय्यारी करून घेतो. बाल्कनीमध्ये पण अ, एखादा चेअर वगैरे लावून घेतो, ताकी कोणाला असं वाटलं तर. ते असतात ना स्मोकर्स असतात, तर ते स्मोक करून घेतील. असं ते असा प्रयत्न असतो, की जे पण हे आहे तर छानशी राय आणि मज्जा करून जाय. तर आपला प्रयत्न आपण सुरू करू शकतो असं.
बरं. हो. अच्छा. हो.